तर तुम्हाला खरं सांगायचं तर खूप त्रास झाला मला, सुरुवातीला. कारण हेच आधी कसं आहे की आधी आपण जेव्हा ऑफिसमध्ये बसून काम करायचो, तेव्हा हे सगळं जमायचं नाही, कारण आजूबाजूची लोक बघतात, आपले बॉस आपले मॅनेजर सगळेच बघतात. तर तेव्हा तर हे काही करता यायचं नाही. हे सगळं जास्त चालू झालं जेव्हा लॉकडाउन आलं कोव्हिडमुळे आणि तेव्हा सगळेच जण घरून काम करायला लागले. तेव्हा लोकांना या सगळ्या सुविधा मिळाल्या की तर आपण तर घरात बसलोय, कोण बघतंय आपल्याला. चला गेम खेळूया, चला रील्स बघूया. हो ना. तर मलाही लागली, मी लोकांचं बोलत नाही मी <chuckles> स्वतःचाही बोलतोय, मलाही लागली. तर त्याच्यानंतर जेव्हा परत लॉकडाउन वगैरे संपलं, ऑफिस उघडले आणि परत जायची वेळ आली, तेव्हा जरा त्रास व्हायला लागला, की ते काम मी केलं, की मी 2 फोन ठेवले मग अशा वेळेला.
अच्छा. हं. बरोबर. हो. बरोबर. हो. बरोबर. हो. कोण बघताय. बरोबर, बरोबर. <chuckles> बरोबर. अच्छा.
तर 1 फोन म्हणजे कामाचा फोन, ज्याच्यावर आपल्या कामाचे फोन येतात. त्याच्यावर कुठलेही ॲप नाही आहेत. कुठलेही ॲप्स नाहीत, काही नाही आणि तो फोन घेऊन मी ऑफिसला जातो, काम करतांना. आणि दुसरा जो, दूसरा जो फोन आहे त्याच्यावर अ, माझे सगळे गेम्स आहेत आणि माझे बरेच सगळे जे ॲप्स वगैरे सोशल मीडिया म्हणा, Instagram म्हणा, त्याला माझ्या मुलानीच एक नाव ठेवलं आहे गेम्स फोन.
बरोबर. नाही येत, बरोबर. अरे वाह! किती छान. हां. अरे वाह! हां, हां. हां, हां. हां. ओके.
तर तो गेम्स फोन मी माझ्या घरी ठेवून जातो, तो मी ऑफिसला नेतच नाही. तर किती जरी माझ्या मनात इच्छा आली, की आपण काहीतरी करावं, तरी तो फोन म्हणजे घरीच असतो. तर हा मला खूप सुटसुटीत असा सोल्युशन मिळालं आहे.
हं, हं. बरोबर. किती छान कल्पना आहे ही, आणि खूप चांगला अ, म्हणेल की इम्प्लिमेंटेशन तुम्ही त्यात केलं आहे. पण आता मला एक सांगाल का, की जसं तुम्ही म्हणालात कोरोनापासून हे सगळं सुरु झालं. पण तुमच्या कधी ध्यानात आलं, की "अरे माझा फोकस हलतोय, मी डिस्टर्ब होतोय ह्या सगळ्यांमुळे. आणि नाही, नाही किंवा मला हे ते वळायचं नाही आहे. मला आता फक्त आणि फक्त ह्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करायचं आहे." हे कधी लक्षात आलं तुमच्या?
हो. हो.